आम्ही पाहतो की आपल्याला भरपूर अ, माहिती भेटते किंवा भरपूर माध्यमातून माहिती आपण गोळा करत असतो रोज ना रोज. आणि शैक्षणिक माहिती आपल्याला महत्वाची असते. तर आपल्याला ही शैक्षणिक माहिती तुम्ही कशाप्रकारे संक्षेप करता बरं, याच्याविषयी काय सांगू शकता का?
हं. हं. हो, नक्कीच. अ, म्हणजे शैक्षणिक माहिती म्हणायला गेलो, की अजून खूप खूप अ, शैक्षणिक माहितीमध्ये खूप प्रकार असतात की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अजून काय नवीन गोष्टी शिकायच्या आहेत अ, किंवा आपलं आपल आपण जे कोर्स आता घेतलेला आहे, याच्यामध्ये अजून काय नवीन अ, टेक्नॉलॉजी आली किंवा अजून याच्यात काय अपग्रेड झाला त्याच्याबद्दलची माहिती असेल. अ, किंवा काही नवीन टेक्नॉलॉजी आली. मग त्याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी पहिलीची होती त्याच्यामध्ये काहीतरी नवीन अपडेट आणला. तर या सगळ्या गोष्टींबद्दलची जी माहिती असते ना, प्राथमिक अ, ह्याच्यात जर आपण बघायला गेलो, तर हे आपल्याला आताचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे अ, Instagram झाला, LinkedIn झाला तिथे जे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड अ, शिक्षणाशी रिलेटेड किंवा न्यूज चॅनल्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज, ह्यांच्याशी रिलेटेड जे पेजेस असतात, आपण यांना जर अ, फॉलो केलं, तर ती माहिती आपल्यापर्यंत सर्वात पहिले पोहचते.
हं, हं. अच्छा. अरे! हं, हं. हो. हो. हो.
हे मला वाटतं की आपणही अशा पद्धतीने हे अ, प्लॅटफॉर्म्सशी जुडलं पाहिजे. हे प्लॅटफॉर्म्स तेवढे चांगलेही आहेत, तेवढे वाईटही आहेत. अ, मग आपल्यावरती आहे की आपण कुठल्या पद्धतीचे पेजेसला फॉलो करतो. आणि माहिती गोळा करतो.
अच्छा. अच्छा. बरोबर, अगदी. हो, हो. मग ही तुम्ही माहिती गोळा करण्यासाठी तुमच्या शैक्षणिक माहिती जी पण आहे. ती संक्षेप करण्यासाठी किंवा गोळा करण्यासाठी तुम्ही कोणकोणचे संसाधन वापरता? म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला खूप फायदा होतो? आणि त्याचं थोडंफार सखोल विश्लेषण द्या ना नेमकं.
हो. नक्कीच. अ, म्हणजे संसाधन आपण सांगायला गेलो, अ, तर असेल, इंटरनेट हे सगळ्यात मोठं आता, आपल्या मनुष्यांना लाभलेलं अ, वरदान आहे. असं मला वाटतंय, की इंटरनेटवरती आता खूप सगळी माहिती म्हणजे अ, मोफत अवेलेबल आहे सगळ्यांसाठी.
हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. येस, येस, येस.
अ, कुट् कुठल्या म्हणजे तुम्हाला साधं-साधं आपण सांगायला जरी गेलो, की काय वस्तू तुम्हाला एक नवीन टेक्नॉलॉजी, रॉकेट कसं बनतं? याच्यापासनं, तर एक अ, तुमचं जेवण कसं बनतं? यापर्यंतची माहिती इंटरनेटवरती अवेलेबल आहे आजच्या टायमाला. प्रत्येक व्यक्ती ज्याला ज्याला जी गो नवीन गोष्ट शिकायची आहे. त्या गोष्टीबद्दल आता खूप अ, म्हणजे टेक्नॉलॉजी ॲडवान्स झालेली आहे. ज्याच्याने आपल्याला ह्या सगळ्या नवीन गोष्टी समजतात. आणि समजा एखादा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला, की मला
हो. अगदी बरोबर. हो. हं. हो. हं, हं.
समजा एका जागेवरती मेल फिरायला जायचं आहे मला त्या जागेबद्दलचं ज्ञान पाहिजेल, की ह्या जागेवरती काय झालेलं होतं? काय घडलेलं होतं? याचा इतिहास काय आहे? की माझं जाऊन तिथे महत्व तरी आहे का? तर आता आपण बघत असणार, की ए एआय हे खूप अ, ट्रेंडमध्ये चालू आहे. खूप मोठी टेक्नॉलॉजीमध्ये बदल आणलेला आहे. पहिले इंटरनेट कसं होतं ना इंटरनेट एक एक एकदम असं उघडी छत्री सारखं होतं. खूप मोठं. मग त्याच्यामध्ये जी माहिती शोधणं हे थोडंस किचकट आणि अवघड टास्क होता. तुम्हाला Wikipediaमध्ये माहिती भेटेल तर ती तुम्ही प्रिफर करणार एवढंच काम करायचो आपण. मग त्यानंतर आता जे अ, नवीन-नवीन एआयचे मॉडेल आले ChatGPT आलं, DeepSeek आलं ह्या सगळ्यांनी काय झालं ना, की आपली माहिती मिळवण्याची जी स्पीड आहे ती वाढली. आपण आता सांगितलं, की मला जयपूरला फिरायला जायचं आहे तर इथं कुठल्या-कुठल्या जागा चांगल्या आहेत या मला तू दाखव किंवा सांगा. तर मग ते लगेच अ, एकदम, म्हणजे अस सेकंडामध्ये तुम्हाला त्या सगळ्या अ, जागेची लिस्ट आणून देईल. त्याच्या मागचा इतिहास आणून देईल, ते कोणी बनवलं होतं, कशासाठी आपण त्याला व्हिजिट केलं पाहिजे या सर्व्या गोष्टींबद्दल ते माहिती आपल्याला देतं
अच्छा. अगदी बरोबर. हं, हं. अच्छा. हो. हं, हं. अगदी बरोबर. हो. अगदी. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं. हो. हं, हं. हो, हो. हो, हो. अच्छा. हं, हं अगदी. हो, हो. अरे बाप! बरोबर-बरोबर. खूप छान. तर मला याच्याबद्दल थोडी माहिती देणार का तुम्ही? हे DeepSeek अ, म्हणता तुम्ही आणि हे ChatGPT नेमकं काय आहे? आणि कशाप्रकारे काम करतं बरं?
हो. म्हणून हं. हे जे अ, DeepSeek आणि ChatGPT आहे ना हे एका डेटा डेटा मॉडेल वरती ट्रेन केलेल्या गोष्टी आहेत. अ, की इंटरनेटवरती जो कोणता डेटा होता. त्याला त्यांनी या मॉडेलमध्ये अ, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आपण एन-एल-पी एक अ, त्याच्या मागचं एक मोठं हे अ, मोठा अम्ब्रेला आहे. ज्याच्यामध्ये मशीन लर्निंग येतं, मग एआय येतं आणि मग न्यूरल नेटवर्क येत. न्यूरल नेटवर्क म्हणजे आपले जे आपण ज्या पद्धतीने विचार करत असतो ना.
हो, हो. अच्छा! हं, हं. हो, हो. हो, हो. अच्छा. हो, हो.
मनुष्य हा याचे अ, न्यूरॉन्स आपण डोक्या आपल्या डोक्यामध्ये न्यूरॉन्स असतात. आणि ते एकामेकांशी कनेक्ट करून एक ब्रिज बनवत असतात. त्याच पद्धतीने अ, एआय एआय पण स्वतःच्या अ, डोकं लावून नॉलेज लावून हे डीप बन अ, हे असं नॉलेज स्वतःमध्ये ट्रेन करतात. त्याच्यात येतात 3 प्रकारचे ट्रेनिंग येतात. सुपरवाइज्ड लर्निंग, अनसुपरवाइज्ड लर्निंग आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग. सुपरवाइज्ड लर्निंगमध्ये काय होतं ना की डी अ, लेबल्ड डेटा असतो आपल्याकडे लेबल्ड डेटा असतो आपल्याकडे. लेबल्ड डेटा म्हणजे अ
बरोबर. हो, हो. अच्छा! ओके. अच्छा. हं, हं. काय होतं बरं? अच्छा! म्हणजे काय बरं लेबल्ड डे? हं.
लेबल डेटा आता एक अ, तुम्हाला अ, चित्र दाखवलेलं आहे सूर्यफूल, बरोबर
अच्छा. हो, हो.
चित्र आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे सूर्यफूल. जर तुम्ही त्या मॉडेलमध्ये दुसरं सूर्यफूलचा अ, इमेज टाकला, तर ते तुम्हाला लगेच उत्तर देईल, की हे सूर्यफूल आहे. तर ते मॉडेलला त्या लेबल डेटावरती ट्रेन केलं गेलं म्हणून तो त्या पद्धतीने उत्तर देईल. अनसुपरवाइज्ड लर्निंग आपण म्हणायला गेलो, तर मग आपण कसं एखाद्या गोष्टीमध्ये एक पॅटर्न फाइंड करतो किंवा एक स्ट्रक्चर फाइंड करतो. त्याच पद्धतीने ते त्या गोष्टीशी रिलेटेड एक पॅटर्न एक स्ट्रक्चर असं फाइंड करतं आणि आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतं आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग म्हणायला गेलो, तर ती जे आपल्या ट्रॅफिक लाईट्सवरती असते ना, ते कनेक्टेड, की इकडे जर जास्त गर्दी आली, तर मग ह्या लाईट चालू करा. तर ते गर्दीनुसार स्वतःला ट्रेन करतं. त्याला म्हणतो आपण रिइन्फोर्समेंट लर्निंग.
हो, हो. बरोबर. हं, हं. अच्छा. अच्छा-अच्छा. ओके. म्हणजे ह्या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला शैक्षणिक माहिती जमा करण्यासाठी होती. एआय म्हणजे आपल्याला तसं माहिती देतं असं आहे का काही?
म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी हं. हो, हो, हो. म्हणजे आप मी जे तुम्हाला आता सांगितलं ना हे सगळे त्याचे मॉडेल आहेत. याच्यावरती पूर्ण इंटरनेटच्या डेटाला त्यांनी ट्रेन केलं आणि ते एवढे सुंदरपणे त्यांनी आपल्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे आता ChatGPTच्या मॉडेलच्या फॉर्ममध्ये जेणेकरून आपल्याला अगदी लवकर माहिती प्राप्त होते.
हं, हं. अच्छा. हं, हं. अच्छा!
हो मी मी मग हो.
म्हणजे भारीच आहे ते. आणि ते DeepSeek काय म्हणला तुम्ही?
काय?
DeepSeek काय बोललेत ना? असं आहे म्हणून काहीतरी.
DeepSeek एक अ, DeepSeekच अ, हे सिमिलर मॉडेल आहे जे ChatGPTसारखं आहे तेही असच काम करतं. त्यानंतर Perplexity एक मॉडेल आहे. तेही असंच काम करतं. मग हो. तर मग आपण असं काहीतरी नवीन-नवीन जी टेक्नॉलॉजी येते ना, हिच्याबद्दल त्यांचे फाउंडर झाले, ते लोकं झाले, त्यांना फॉलो कर त्यांना फॉलो केलं पाहिजेल. जेणेकरून आपल्याला ह्या स नवीन गोष्टींना ट्राय करायला लवकर भेटेल. आपण त्यातनं शिकू. आता मी जे तुम्हाला एवढं सगळं सांगितलं, मी ह्या गोष्टी स्वतःनी त्यांच्याकडनंच शिकलेल्या आहेत. ते जे पोस्ट टाकायचे, ते जे स अ, सांगायचे की अ, आम्ही ह्या पद्धतीने या मॉडेलला डेव्हलप केलेलं आहे, अशी याची ग्रोथ आहे. तर मी ते वाचून-वाचूनच शिकलेलो आहे. म्हणजे सोशल मीडिया, LinkedIn झालं या सगळ्या गोष्टींचा वापर एवढा अ, जर आपण चांगल्यारित्या केल्या आणि चांगल्या पेजेसला फॉलो केलं, तर निश्चितच आपल्याकडे जी शैक्षणिक माहिती आहे ती लवकरात लवकर आपल्याला प्राप्त होईल. आणि त्यानंतर शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी YouTubeही हा खूप मोठा साधन आहे.
अच्छा. हं, हं, हं. अच्छा, हां. अरे बापरे! हं, हं. अच्छा. अगदी बरोबर. हो. अच्छा. हो, हो. हं, हं. अरे वाह! हं, हं, हं. हो, हो. अच्छा! हं, हं. हे हो, अगदी भारी. तुम्ही जे बोललात एकदम छान बोललात की हे ह्या सर्व गोष्टीच्याद्वारे तुम्ही शैक्षणिक माहिती मिळवू शकता आणि त्याचा अ, आपण आपल्याकडे साठवणूक करू शकतो किंवा आणि आज आपण पाहिली जी जुनी पद्धत होती जशी की पुस्तकं, लेख, संशोधन पेपर किंवा काही. तर त्यांचा आता कितपर्यंत वापर होतो? किंवा लोक त्याचा वापर करतात का? शैक्षणिक माहिती साठवण्यासाठी तुम्हाला काय वाटतं आणि ते करायला पाहिजे किंवा नाही?
हं. हं, हं, हं, हं. हं.
मला सांगा.
आजच्या युगात काय झालं ना की तुम्ही जसे म्हटले की पुस्तकं त्यानंतर जे संशोधन व वह्या झाल्या, पेपर झाले यांचा वापर आता अ, कमी झालेला आहे. कारण की जग हे आता टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलेलं आहे. अग्रेसर झालेलं आहे. तर आता अ, संशोधन करण्यासाठी ही लोक ChatGPTचा वापर करता आहेत. जेणेकरून लवकरात लवकर काही ना काही माहिती आपल्याला प्राप्त होईल आणि आपण त्याच्यावरती अजून पुढे काही चालू चालना करू शकू. अ, आताची पोरं आता परीक्षा असतील तर ते डायरेक्ट प्रश्न ChatGPTवरती टाकून उत्तरं काढण्यास सुरुवात केली पोरांनी, म्हणून त्यांचा टाईमची ही बचत होते. ते त्यांना एका अ, शिक्षकासारखं एक्सप्लेन करायलाही ते आता सुरुवात केलेली आहे त्याने.
हो. अच्छा. का बरं? हं, हं. अरे वाह! हं, हं. खरंच. हं. अरे वाह! खूपच सुंदर म्हणजे हे तर आश्चर्यकारकच आहे एक हं.
म्हणून हो, तर यांची वापर कमी झाला. हो, नक्कीच.
अ, तर म्हणजे तुम्ही म्हणता की पुस्तकाचा आणि संशोधनाचा वापर कमी झाला, कारण की ते एआयचा मॉडेलचा यूज करताय शिक्षणाची माहिती संक्षेप करण्यासाठी, शैक्षणिक माहिती संक्षेप करण्यासाठी.
हं. हं. संशोधनाचा वापर कमी नाही झाला. संशोधन आता एक संशोधनाने नवीन अ, वेष आपण घेतलेला अ, निश्चितच सांगू शकतो कारण की ते अ, ह्या मॉडेलसोबत इंटिग्रेट झालं.
हं, हं. हं, हं. हं, हं.
पहिले पहिले काय व्हायचं ना की आपण संशोधनकारांना तासंतास वर्षोनवर्ष लागून जायची पण आता ती गोष्ट एकदम स्पीड पकडून घेतलेलं आहे. जेणेकरून अ, कामं लवकर होतील आणि लोकांचीही आता आपण बघत असणार की पहिले खूप अ, सारा टाईम त्यांचा मेल लेह लिहिण्यात जायचा, विचार करण्यात जायचा की मला या पद्धतीचा मेल लिहायचा आहे. कॉर्पोरेट लाईफमध्ये जे व्यक्ती लोक असतात. पण आता ChatGPTमध्ये गेले, एक फॉर्म टाकला, स्वतःच्या भावना तिथे त्यांनी प्रस्तुत केल्या, तर त्या पद्धतीने त्यांच्या पर्सनलाईज्ड मॅनरमध्ये ते त्यांना अ, स्ट्रक्चर करून ती माहिती देत ना.
हो, हो. अच्छा. हं. हं. हो, हो. अरे वाह! खूपच सुंदर.
आणि मग ते लगेच पास होतात. हो.
हे भारीच आहे! आणि मग हं, तर जे विद्यार्थी आहे, पालक आहे, शिक्षक आहेत, अ, समजा आपण, काय करतो घरून आणि क्लासेसमधून शिकतो, तर मग या शिकण्यामागेही काय-काय गोष्टी या तंत्रज्ञानामुळे विकसित झालेल्या आहेत, त्याच्यामुळं आपण शैक्षणिक माहिती जमा करू शकतो किंवा गोळा करू शकतो?
तुम्ही याच हं. हं, हं. हं.
तर ते कोणकोणचे गोष्टी वापरतो आप आणि कशाप्रकारे? हं, हं. हं, हं.
अ, याच्यामुळे असं झालं ना हो. आताची जी युवा पिढी आहे, अ, त्यांच्या मनात अ, टेक्नॉलॉजीसाठी एक अ, विशेष जागा निर्माण झालेली आहे. काही नवीन टेक्नॉलॉजी आली का, त्यांना आता उत्सुकता असते की आपण हिला वापरली पाहिजेल, आपण हिला ट्राय केली पाहिजेल. आणि त्यामुळे हे पोरं, आजच्या युगातले जे पोरं आहेत, हे खूप टेक्नॉलॉजिकली ॲडवान्स झालेले दिसून येत आहेत. ही पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान आता खूप जास्त आलेलं आहे. जेणेकरून ते ऑनलाईन ऑनलाईनच ते ज्ञान ते ग्रहण करत आहेत, मिळवत आहेत. त्याच्यावरती ते शोध घेतात, YouTube झालं, अ, Instagram झालं, याच्यावरून ते ज्ञानाचा शोध घेतात, शिकतात आणि स्वतःच्या जीवनात त्याचा वापर करून घेतात. म्हणून ते आता शालेय शिक्षणापेक्षा हे अंतर्वान, अंतर वान जे ज्ञान असतं, याच्यावरती खूप जास्त त्यांचा फोकस आहे.
हो. हं, हं. अच्छा. हं, हो, हो. बरं. हो. अरे वाह! अच्छा, खूपच सुंदर आणि अ, तुम्ही मला तुमच्या जीवनातला एखादा अनुभव सांगू शकता की ज्यामुळे तुम्ही याचा उपयोग केला आणि शैक्षणिक माहिती गोळा केली?
हो, नक्कीच. म्हणजे मी आता नुकतंच अ, वर्षा पहिले इंजिनिअरिंग पास झालो आणि माझ्या इंजिनिअरिंगच्या अ, दौरान ही टेक्नॉलॉजी काय, आता 2 वर्षां पहिले आली. जेव्हा मी पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा मी सगळ्या गोष्टी मॅन्युअली करत होतो. तासंतास माझे वाया जात होते. नुसतं लिहिण्यामध्येच. मग मी दुसऱ्या ज्या प्रोडक्टिव्ह गोष्टी आणि ज्या नवीन मी शिकल्या पाहिजेल, टेक्नॉलॉजी मी शिकली पाहिजेल, तिला मला शिकायला टाईम भेटत नव्हता. मग त्यानंतर अ, जसं मी तुम्हाला सांगितलं की Instagramवरती मी असे सगळे चांगले पेजेस फॉलो केले होते. तिथून मला माहिती पडलं की ChatGPT हा एक मॉडेल आलेला आहे. तर त्यानंतर मी ते मॉडेलचा वापर करून माझी असाइनमेंट पूर्ण करू लागलो. जे "घंटो का काम मिनटों में" आपण बोलतो ना?
मी अच्छा. अच्छा. अच्छा. अ अच <chuckles>
त्या पद्धतीने काम व्हायला लागलं. <chuckles> मग मला मग मी याचं प्रचलन आमच्या कॉलेजमध्ये वाढलं आणि आता पोरं सगळेच ChatGPTने त्यांचं असाइनमेंट पूर्ण करतात, सबमिशन करतात आणि त्यांचा जो उर्वरित टाईम आहे, हा टेक्नॉलॉजी शिकण्यामागे ते देत आहेत. त्याच्यामुळे ते टेक्नॉलॉजीमध्ये खूप अग्रेसर झालेले आहेत पोरं.
हो. हं. खूप सुंदर, पण तुम्हाला काय वाटतं की याचे म्हणजे दुष्परिणाम पण होतात का? कारण की कोणचीही माहिती तुम्हाला जास्त मेहनत न करता किंवा जास्त न शिकता लगेच तुम्हाला भेटत आहे आणि त्याचा इझी म्हणजे कोणती गोष्ट जर इझी जर भेटली तर ती चांगली असते का, असं तुम्हाला काय वाटतं?
बघा, अ, जो शिकणारा व्यक्ती आहे जर त्याला ती गोष्ट लवकर भेटली, तर तो निश्चितच त्याचा फायदा उचलून अ, चांगलं ज्ञान मिळवू शकतो. एक चांगला
हं, हं.
टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स व्यक्ती बनू शकतो. हे चांगलंही आहे आणि काही व्यक्तींसाठी हे वाईटही आहे. कारण की ते त्याच्यावरतीच पूर्णपणे अवलंबून झालेले असतात मग आणि काही नवीन शिकत नाही. नुसता प्रॉम्प्ट टाकला आणि माहिती मिळवली असंही होतं.
अच्छा. हो, हो. अगदी बरोबर. आणि तुम्ही खूप छान माहिती सांगितली की शैक्षणिक माहिती तुम्ही क आपण कशी संक्षिप्त करावी याच्यासाठी अ, भरपूर गोष्टी तुम्ही सांगितल्यात आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि या सर्व माहिती दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद. मलाही तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.